शालेय जीवनात आपल्या सर्वांग शालेय म्हणजे काय म्हणतो आपण, अभ्यासक्रमाबरोबरच सर्वांगीण विकास होणं फार गरजेचं असतं, नाही का? तर काय वाटतं तुम्हाला, की शाळेबाहेर काय गोष्टी शिकाव्या विद्यार्थ्यांनी?
अ, नक्कीच. <shushes> सर्वांगीण विकास करण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, की जे उपक्रम शाळेमध्ये राबवल्या जात नाहीत, ते आपण नक्कीच बाहेर शिकायला पाहिजे. कारण की आता जे आहे ना, कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे, की नोकरी म्हणा किंवा कुठल्याही ठिकाणी जे, की मुलांना पुढं चालून काही वाटचाल भेटल्या पाहिजे, तर त्यासाठी त्यांनी काय, खेळाकडे थोडंसं गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. आजकाल खेळ-खेळ, म्हणून हा एक पहिले काय होतं ना, की पहिले खेळ म्हणून फक्त हा खेळण्यापुरताच विषय होता. पण आज खेळ, खेळाकडे, आज आपण करिअरच्या दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे. आपल्याकडे बरेच खेळ्स आहेत आणि बऱ्याच काही फॅसिलिटीज आहेत. तश्या जसं आपण बघा ना, आता क्रिकेट आहे, फुटबॉल आहे. त्याच्या त्याच्यानंतर तुम्ही बघायला गेलात, तर मग आपल्या खेळांमध्ये कबड्डी आहे.
हम्म. हं. हं. हं. बरोबर. बरोबर. जसं की? बरोबर, हां.
खो-खो आहे, व्हॉलीबॉल आहे, हॉकी आहे. बरेच, बरेच खेळ आहे आणि त्याच्यानंतर असे आहेत, की बरेच असे खेळ आहे, की अ, ज्याच्यामध्ये तुम्ही एकटेसुद्धा खेळतात, की जसं लॉन्ग जम्प लॉन्ग जंप करणं झालं किंवा मग अ, धावणे झाले, भालाफेक झालं, गोळाफेक झालं. असे बरेच काही खेळ आहे, की ज्याच्यामधून करियर घडून येतं
बरोबर. हं. हो, हो. हं. बरोबर.
आणि आपण देशासाठी खेळू शकतो देशासाठी खेळू शकतो, ऑलिम्पिकमध्ये खेळू शकतो, की जेणेकरून करियर घडेल. त्याच्यानंतर झालं, की संगीत क्षेत्र झालं. संगीत क्षेत्र अगर तुम असं वाटत असेल, की मुलगा संगीत क्षेत्रात चांगला आहे, तर मग त्याला आपण संगीत क्षेत्राकडे थोडीशी वळण द्यायला पाहिजे. की त्याला पहिले असं नव्हतं, पण आता काय, आता प्रायव्हेट कोचिंग्स वाढलेल्या आहेत, की जिथं सर्वच प्रकारचं संगीत शिकवलं जातं. तर जसा त्याचा रस असेल, तुम्ही तसं त्याला पुढे करू शकतात. आणि त्याच्यानंतर बऱ्याच काही अशा वस्तू अ, बऱ्याच काही अशा हे आहेत, की जसं स्विमिंग झालं.
बरोबर, अगदी बरोबर. हं. बरोबर, हां. हं. अगदीच. करायला हवं, बरोबर. हं.
स्विमिंगसाठी तुम्ही अप्रोच करू शकता मुलांना. आणि मैदानी खेळ खेळल्याने काही शारीरिक दृष्टिकोनाला ते चांगल्या प्रकारे त्यांचा विकास होतो, जेणेकरून पुढं चालून समजा ते काही देशसेवा करण्याची त्यांची तयारी असेल, की मिलिट्री जॉइन करणं, पोलिस जॉइन करणं, एस-आर-पी-एफ म्हणा, की त्याच्यातही त्यांना मदत होती.
बरोबर. हो, हो. हं. हं. हां, अगदीच हो. अगदी छान बोललं. म्हणजे कसं अ, अभ्यासक्रमाव्यतिरिक्तही अशा काही गोष्टी आहेत, ज्यामध्ये आपण करियर करू शकतो त्याकडे लक्ष दिलं तर. जसं आता तुम्ही सांगितलं, की अ, खेळ म्हणा किंवा हे. मग अ, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यामध्ये असे जे कौशल्य आहे ती आपल्याला कितपत उपयोगी पडतात? असं काही उदाहरण द्याल का?
अ, नक्कीच फार उपयोगी पडतात. उदाहरण द्यायचं झालं तर आता बघा ना की अ, जे खेळाडू नॅशनल लेवलला खेळतात किंवा मग स्टेट अ, म्हणजे नॅशनल लेवलला जे खेळाडू खेळतात, त्यांना काय आहे ना, त्यांना सरकारी नोकरीमध्ये जी आहे ती संधी दिल्या जाते आणि या खेळामुळंच काय होतं ना त्यांना शा शालेय जीवनामध्ये जे आहे थोडीशी सूट दिली जाते आणि बऱ्याच काही सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या जातात की जेणेकरून तो अ, पुढं चालून जे आहे की त्याचं त्याच्या खेळातही रस राहिला पाहिजे. जेणेकरून देशाला किंवा आपल्या राज्याला काहीतरी चांगले भेटेल आणि पुढं चालून त्याला भविष्याचा विचार नाही पडला पाहिजे तो. तर असे बरेच आपले क्रिकेटर्स आहेत की जे आज पोलीस म्हणून काय काम करतात, कोणी सैन्यदलामध्ये आहेत, कोणी म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या गव्हर्नमेंट अ, सेक्टरमध्ये त्यांना जे ते नोकरी भेटलेल्या आहेत. तर आपण त्याचं उदाहरण घेऊ शकतो.
हं. बरोबर, हां. हं. बरोबर. हं. हो. हं. अगदी बरोबर. हो आणि अ, म्हणजे असं की आता बघतो ना आपण की ब आ आजकालच्या युगामध्ये ना, शालेय अभ्यासक्रम तर महत्त्वाचा आहेच पण मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे जास्त कल आहे नाही का? वेगवेगळ्या एक्टिविटी करणं किंवा अन्य काही तर काय बोलाल याबद्दल?
फार चांगली गोष्ट आहे ती की आता शाळेंमध्ये जे आहे ना की वेगवेगळ्या एक्टिविटीज करणं सुरुवात केलेली आहे. कारण की मला जसं आठवतं माझ्या वेळेस तर अशा काही एक्टिविटीज किंवा मग असे प्रायवेट कोचिंग्स अशा काही सुविधा नव्हत्या त्यावेळेस. तर कुठेतरी असं मला वाटतं की अगर त्यावेळेस अशा काही सुविधा असतात आणि त्यावेळेस जे अ, जे पालक आहेत त्यांना थोडंसं अवेअरनेस भेटलं असतं आणि मुलांना थोडीशी एक
हां. बरोबर. हं. हं. बरोबर.
योग्य दिशा सापड योग्य दिशा पाहायला भेटली असती. कारण की त्यावेळेस एवढंच होतं की फक्त शिका. काय शिका? कसं शिका?
हं, हं. बरोबर. <chuckles> म्हणजे टक्केवारीला जास्त महत्व होतं म्हणता येईल एकूणच.
फक्त शिका! टक्केवारीला जास्त महत्व होत, हे आहेच. पण काय आहे ना की अगर तुमच्यामध्ये काही कला आहे, काही गुण आहे ना
हं.
तो व्य त्या व्यक्तीला त्या प्लॅटफॉर्ममध्ये काही करायला भेटलं ना, तर मग तो व्यक् त्या व्यक् तो व्यक्ती सक्सेस झाल्याशिवाय राहूच शकत नाही पहिली गोष्ट तर. आणि एकदम चांगल्या प्रकारे सक्सेसफुल होतो. जसे म्युझिक क्षेत्रामधले आपल्या बडे अ, मोठमोठे दिग्गज जे आहेत, ए.आर.रहमान घ्या. बरेच असे व्यक्ती की त्यांना त्या क्षेत्रात होतं लता मंगेशकर आहे. हां, की त्यांनी त्या क्षेत्रात किती चांगलं काम करून दाखवलय की खरंच, आजही असं वाटतं की नाही त्यांच्या ते रक्तात होतं पहिल्यापासून. म्हणजे त्यांनी ती आवड होती. तो स्कोप भेटला त्यांना तिथं करायचा. ते तसंच आजकालच्या युवा पिढी आप आजकालचे जे विद्यार्थी आहेत की त्यांचं हे एक्स्ट्रा एक्टिव्हिटीजमुळं काय होतं ना, ते कौशल्य कुठेतरी आपल्याला दिसून येतं की जेणेकरून आपण त्यांची वाटचाल त्या दिशेकडं करू शकतो आणि हे फार आवश्यक आहे. कारण की मी सांगितलं ना की आजकाल एवढं कॉम्पिटिशन वाढलं आहे, तर स्वतःला जगापेक्षा वेगळं सिद्ध करण्यासाठी आणि जे वेगळं ठेवावच लागतं तर ह्या गोष्टींची आवश्यकता आहे.
अगदीच. हां, हां. तो पण यश आहे, हां. हं. बरोबर. हं. बरोबर, अगदी बरोबर. हो. बरोबर, बरोबर. हो. जसं आता तुम्ही म्हणाले, की ही सगळी कौशल्य ज्याबद्दल बोलला तुम्ही. तर तुम्हाला काय वाटतं, की शाळेमध्ये शिकवली जावे ही सगळी कौशल्य, की म्हणजे त्यासाठी काही वेगळा असा उपक्रम ठेवा बा?
अ, नक्कीच शाळेमध्येही शिकवली जावी ही गोष्ट, पण शाळेमध्ये शिकवणं आता बऱ्याच काही अडी-अडचणी त्याच्यामध्ये असतात, की जेणेकरून शाळेला तेवढा वेळ देणं कारण की काय आहे? शिक्षक अ, शिक्षकांची ज़िम्मेदारी असते, की त्यांना अ, चांगलं शिक्षण देणं आणि ते योग्य वेळेत त्यांना द्यावं लागतं. त्याच्यानंतर असं असतं, की त्यांचाही अभ्यासक्रम असतो. सगळ्या गोष्टीत शाळेत प्रत्येक गोष्ट शिकवणं शक्य नाहीये.
हं, हो. हं. हं, हं. हं.
पण त्यासाठी काय आहे ना, आता भरपूर काही शिकवणी झालेल्या आहेत. परत अ, काही गव्हर्नमेंट अ, गव्हर्नमेंट रिलेटेड युनिव्हर्सिटीज अगर तुम्ही प्रॉपर सिटीमधल्या युनिव्हर्सिटीजमध्ये गेलात, तर त्या युनिव्हर्सिटीजमध्ये असे काही डिपार्टमेंट्स आहेत प्रत्येक खेळाची, <breath> की जेणेकरून तिथं जाऊन तुम्ही त्या विद्यार्थ्याचं एडमिशन घेऊ शकतात. आणि मग ते वेळेनुसार तिथं त्यांना पाठवून, ते तिथं ट्रेनिंगज देतात, <breath> बाकीच्या गोष्टी अवेलेबल करून देतात.
हं. अच्छा. हं.
तर अशा काही अशा काही अ, असतात संस्था
अच्छा. आता हं. बरोबर आहे. असं होतं ना जसं आता तुम्हाला पण आठवत असेल की आपण बघा शाळेत जायचो ना, तर आपले जे वर्गशिक्षक असायचे, ते खूप म्हणजे आपल्याकडून रट्टा मारून अक्षरशः पाठ करून घ्यायचे. नाही का? गोष्टी. तर अ, असं जेव्हा आपण मोठं होतो. मग आपण मागे वळून बघतो तेव्हा आपला कधीतरी असा विनोदाचा भाग म्हणा किंवा असं आणखी काही. असा 1 प्रश्न येतो बघा, "अरे, शाळेमध्ये तर सरांनी इतकं मार मारून-मारून पाठ करून घेतलं, त्याचा आत्ता जीवनात तर काहीच उपयोग दिसत नाही." तर अशा वेळेला काय मनात विचार येतो?
की तो अभ्यासक्रमच का होता शाळेमध्ये? असाच विचार येतो मला तर. की जेणेकरून आम्हाला एवढा त्रास झाला की आम्हाला काहीच घेणं नव्हतं की अलेक्झांडर कितव्या वर्षी आला? त्यानं काय केलं? काय नाही केलं? तर त्याचा काही विषयच येत नाही आणि कधी-कधी असं व्हायचं की
<laughs> हं. हं. अप आता ते बघा हं, जसं की ट्रिग्नोमेट्री किती मोठे-मोठे फॉर्मुले होते, किती पाठ करायला वेळ गेला, पण नंतर आपल्या रिअल लाईफ मध्ये ते कधीच मदत येताना दिसली नाही, नाही का?
नक्कीच असं होतं ना, बऱ्याच वेळा की बाबा का? कशामुळं? पण आता तो शालेय अभ्यासक्रम होता काही विचारपूर्वक त्यांनी केला असावा किंवा मग आपलं आप कधी-कधी असं वाटतं की ठीक आहे. आपली योग्यता कुठेतरी कमी पडली की आपण ती हां नाही समजून नाही की तिथं जे आता जसं सांग ना ट्रिग्नोमेट्री तर तिथं जे वापर ज्या क्षेत्रात जिथं ते ट्रिग्नोमेट्री वापर करतात, तिथपर्यंत आपण पोहचू नाही शकलो, थोडक्यात मनाला समाधान.
हं. <chuckles> केलाच असावा. समजून घ्यायला. हं. हां. कदाचित, <laughs> हो, नक्कीच. आता जसं तुम्ही म्हणाले की या दृष्टीनं जर का आपण विचार बदलला ब म्हणजे केला. तर नक्कीच आपल्याला समाधान मिळेल. खरंच खूप छान! होतं. अ, बघा आता जसं आपण इकडे-तिकडे बघतो ना, सर्रास म्हणजे कुठले पण अवेलेबल आहे. स्विमिंग म्हणा, डान्सिंग म्हणा, कराटे. तर शाळेबाहेर या गोष्टी खरोखरच म्हणजे उपयोगाच्या आहेत, असं वाटतं का?
माझ्या दृष्टीकोनातून उपयोगात आहेत. पण आता काय आहे की हे सगळे जे क्लासेस आणि हे सगळ्या ज्या गोष्टीन आहे ना, आजकाल काय होतं ना बऱ्याच वेळा, बघायला भेटतं की पॅरेंट्स जे आहे ना की नकळत मुलाची इच्छा असेल किंवा नसेल, तर त्याला जबरदस्ती त्या क्षेत्रात ते टाकण्याचा प्रयत्न करतात. कारण की काय की सोशल लाईफ, सोशल मीडिया आणि इकडचा-तिकडचा दिखावा. बाबा, हा करू शकतो, बाबा बाजूवाल्याचा मुलगा पहा, त्याचा डान्समध्ये पहिला नंबर आला तुला डान्स क्लास लावून देतो, तू पण जा तू पण डान्स. आता पण त्याला नाही इंटरेस्ट आहे डान्समध्ये. तुम्ही कशाला त्याला जोर जबरदस्ती करता. तर नक्कीच पहिले विचार करण्याची गोष्ट आहे आणि ठीक आहे त्याचा इंटरेस्ट असेल तो वेळ काढून, अभ्यास करून, शाळा करून, तो वेळ देऊ शकतो मग आपण टाकायला काही हरकत नाही, अशा प्रायव्हेट क्लासेसमध्ये. पण त्याची खात्रीपूर्वक पहिले चौकशी करून घ्या की किती योग्य आहे किती योग्य नाही. त्याच्यानंतर आपण तो निर्णय घ्यावा असं मला वाटतं.
हं. हां. हं. नसेल. तबा, हां. <chuckles> नक्कीच. नक्कीच. हो. हं. अगदी-अगदी खूप छान असं सांगलं. म्हणजे मुलाचा कुठे कल आहे बा हे आपण ओळखायला हवं, नाही का?
<smacks lips> हो नक्कीच.
म्हणजे जसं सव आता बरेचदा असे सोशल मीडिया म्हणा, किंवा आपण जो मास मीडिया म्हणतो ना, त्यामध्ये खूप असे विद्यार्थी जे आहेत, ते खूप प्रावीण्य मिळवून खूप असं चांगलं करिअर करताना दिसते. डिजिटल कौशल्य ज्याला म्हणू, ती हाताळताना दिसतंय, नाही का? तर तुम्हाला वाटतं, की काय, की आयुष्यामध्ये खरोखरच अशी कौशल्य आपल्या उपयोगात येऊ शकतात आणि आपण ते शिकायला हवीत?
अ, नक्कीच शिकायला हवी. काय? <inhales> आता टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे आणि आपण आताच बघा ना, की आता आपल्या आजूबाजूचं वातावरण, सभोवतालचं वातावरण किती बदललेलं आहे, किती टेक्नॉलॉजी झालेली आहे. तर मला तर माझ्या विषयी असं आठवतं, की माझी अशी आखरी पिढी आहे, की ज्या पिढीनं पत्रापासून सुरुवात केली, की जे पोस्टकार्ड पत्र होते, आंतरदेशीय पत्र होते. तिथून सुरुवात केली लँडलाईन, ब्लॅक अँड व्हाईट टी-व्ही, ते आता एल-ई-डी पर्यंत आलंय.
हं, बरोबर. नक्कीच. बरोबर बघितलं. हां, नक्कीच.
तो लँडलाईन टेलिफोन ते मोबाईलपर्यंत आलंय. आणि कुठे ह्या गोष्टी अगर मी हळूहळू ह्या गोष्टी नसतो शिकलो किंवा मग ह्या गोष्टींपासून मी तिरस्कार केला असता, की याच्याकडं दुर्लक्ष केलं तर आज मला फार कठीण झालं असतं जगणं किंवा ह्या समाजात वावरणं. कामाच्या ठिकाणी म्हणा, प्रत्येक ठिकाणी अडीअडचणी तिचं आता डिजिटल पेमेंटच सांगा ना आता डिजिटल पेमेंट किती वापरण्यात येतं आज
हं. ओके. हम्म. बरोबर.
घरातले सगळेच व्यक्ती शिक अग घरातले सगळेच व्यक्तींना ते येतं. सो चांगला मल्टीमीडिया फोन वापरला जातो. सगळ्या काही फॅसिलिटीज आहेत, <breath> आणि कुठं-कुठं घरचेही काय होतात, त्याला विरोध करतात. माझे आई-वडील विरोध करायचे, पण आता ते सर्रासपणे ते वापरतात. त्यांना उपयोगी पडतं ना ते. त्यामुळे नक्कीच आपण हे शिकायला पाहिजे.
बरोबर. हं, कधी-कधी. अगदीच म्हणजे बरोबर. म्हणजे काळ बदलला आणि त्याबद्दल लोकंही बदलले, असं आपण म्हणूया.
अगदी बरोबर. त्यासाठी काय आहे ना की अ, जमान्यासोबत चालायलाच पाहिजे आपण आणि ह्या दे तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे आणि हे काही चांगले बदल आहेत, ते घेण्यामध्ये काहीच हरकत नाही माझ्यामते.
अगदी, अगदी छान बोललात. म्हणजे हे जे बदल झाले आहेत ते आपण नक्कीच आत्मसात करून म्हणजे आपण काळाबरोबर चालायला हवं नाही का?
अगदी बरोबर. जेणेकरून काय होतं की आपल्या प्रगतीमध्ये कुठेतरी ज जो थांबा येतो, जो स्टॉप येतो, तो येणार नाही ना. कारण की तुम्ही कामाच्या क्षेत्रामध्ये काय आहे ना, तुम्ही जेवढं नाविन्यपूर्ण असाल, जेवढं तुमच्यामध्ये कौशल्य असतील, स्किल्स असतील, तेवढं तुम्हाला ते कामामध्ये मन रुळून जायला म्हणा किंवा मग पुढं वाटचाल करायला तुम्हाला सोयीस्कर पडतं.
हं. हं. अगदीच खूप छान सोप्या शब्दांमध्ये तुम्ही सांगितलं की शाळेबाहेर काय गोष्टी शिकायला पाहिजे आणि त्या शिकलेल्या गोष्टी आपल्याला कुठं-कुठं कामी येऊ शकतं, नाही का?
अगदी बरोबर.
तर अ हो, तर तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि तुमचं जे एकूणच म्हणजे शाळेबाहेरच्या शिकण्याच्या गोष्टींचा अनुभव ऐकायला खरंच खूप मज्जा आली आणि आपले खूप-खूप आभार.
मलाही तुमच्याशी बोलून फार छान वाटले आणि नक्कीच पुन्हा बोलायला आवडेल. मनापासून आभार. खूप-खूप धन्यवाद.